हो अ, म्हणजे मला एक संधी मिळाली म्हणजे आपण एक बघतो ना चौपाटीवरती गणपतीचा उत्सव झाला की दुसऱ्या दिवशी भरपूर अ, विल्हेवाट लागलेल्या मूर्त्या असतात. मग आपण एवढ्या प्रेमाने त्या बाप्पाची पूजा करतो, "माझ्या बाप्पाने गणपती आणला" वगैरे मस्त-मस्त त्याचं आगमन वगैरे सेलिब्रेट वगैरे करतो आणि दुसऱ्या दिवशी असं त्याचं अ, हात इकडे, तोंड इथे, सोंड इकडे, खूप-खूप वाईट वाटतं. म्हणजे मग ते बघून मग आपण शाडूचे वगैरे असं असतं ना मातीचे वगैरे, ते का अ, आपण वापरत नाही याचा वगैरे विचार केला आणि मग असं शोधता-शोधता म्हणजे इको फ्रेंडली गणपतीबद्दल शोधता-शोधता मला अजून एका संस्थेचा रेफरन्स मिळाला. जिथे ते अ, असं कागदापासून अ, इको फ्रेंडली गणपती बनवतात आणि ते गणपती अ, म्हणजे मातीचा गणपती कसा जरा तुटायला वगैरे जरा चान्सेस असतं ना, म्हणजे जरा नाजूकरित्या अ, हाताला आणि जरा वजन असतं, थोडंसं त्यापेक्षा. तर कागदाचं असल्यामुळे ती एकदम हलकी होती आणि अ, मेंट म्हणजे मेंटेन करायला, घेऊन जायला, कॅरी करायला खूप मस्त होती.
हं, हं. हो. ओ बापरे! हो ना. <laughs> विटंबना होते खरंच हो. हम्म. हं, हं. बरोबर. हं, हं. अच्छा. अरे वाह! हं, हं, हं. बरोबर. नाजूक असतात. हो, हो. हो. हं. खूप हं हां क्या बात है! मग तुम्ही तसे बनवलेत का गणपती?
हो. हां, त्याच्यात मी एकदा भाग पण घेतला होता. म्हणजे ते खूप अवघड अ, वाटत होतं मला कारण की ते मळायचं वगैरे व्यवस्थित, ते काही मला जास्त जमलं नाही. पण कागद वगैरे लावायचं एकदा काम केलं आणि ते काम केल्यानंतर मग जेव्हा आमच्या घरी गणपती होता अ, ठेव अ, घ्यायचा होता, तेव्हा मग आम्ही त्या संस्थेतून मग अ, एक पहिल्यांदा गणपती आणला छोटासा, एवढा सुंदर, एवना का कागदाचा आहे वाटतच नव्हता म्हणजे एवढा गोड मस्त-मस्त होता. आ आणि तो मग आम्ही पहिल्यांदा आमच्या घरातच अ, घराच्या दरवाजाच्या बाहेरच अ, एका मोठ्या अ, बादलीमध्ये विसर्जन करून पण पाहिला. म्हणजे असं नाही झालं पाहिजे ना आपल्याला बोललं जातं एक आणि म्हणून अ, ते करून बघितलं, तर आम्हाला खरंच वाटलं नाही. द संध्या म्हणजे रात्री एक 4 तासानंतर जवळपास अ, पूर्ण विरघळलेला होता, थोडाफार राहिला होता. सकाळपर्यंत एकदम नॉर्मल. हं.
क्या बात है! अच्छा. हं, हं. बरोबर. हां. हां, हां. गणपती घेतला. क्या बात है! किती छान! किती सुंदर! हं. हां, हां. हो, हो, बरोबर. हां. अरे वाह!

आपल्याला किती वेळ वाटतं मी एकटी किती काय करणार? म्हणजे आपल्या अ, जाणाऱ्या-येणाऱ्या रस्त्यामध्ये पण बी-एम-सीने लावलेली झाडं असतात. म्हणजे आपण पाणी वगैरे पितो, टाकण्यापेक्षा तिथे म्हणजे जाता येता आपण बॉटल कधी-कधी असतं ना पाणी आहे आता घरी चाललंय. जाता-जाता त्याच्यात पाणी ओततो. ते झाड लवकर येण्यासाठी हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. त्यांनी काही मोठा फरक पडणार नाही. पण एक आपलंच अ, निसर्ग आहे आपलंच अ, आजूबाजूचं एन्व्हायर्नमेंट आहे त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. कचरा असो म्हणजे ते प्लास्टिकचा त्रास असो, किंवा अ, झाडं अशी अ, म्हणजे किती छोटे-छोटे झाडं लावतात बी-एम-सी वगैरे पण किती जण जगवेपर्यंत म्हणतात ना त्याच्यात घाण करून वगैरे ठेवतात. मग छोट्या-छोट्या झाडांची आपण आ आवर्जून एकेकाने एक जरी झाड वाचवायचं वगैरे बघितलं तर मोठं होईपर्यंत, मोठं झालं की काय प्रॉब्लेम होत नाही. छोटं वाढेपर्यंत जरा त्याला काळजी लागते ना.
हो. हं. हो ना. हो, हो. हो. हं. खरंय, खरंय. हं, हं. हो. निगा राखावी लागते त्याची बरोबर.
हो, ते तसं प्रत्येकाने थोडं-थोडं जे जमेल ते माळ पहिल्या इंडिव्हिज्युअल लेव्हलला हे करू शकतो, आणि जर मोठ्या लेव्हलला करायचं असेल तसं मी जसं म्हटले हे प्लांट ट्री प्लांटेशन वगैरे मला एकटीला जमलं नसतं किंवा हे गणपतीचाही मला एकटीला जमलं नसतं. तुम्हालाही असं एखादं वाटतंय की मला ह्या गोष्टींमध्ये करायचंय किंवा प्लास्टिकमध्ये करायचंय किंवा कुठे करायचंय, तर भरपूर गोष्टी नेटवरती अवेलेबल असतात. आपण हे गोष्टी शोधू शकतो, त्यांचं बघायचं काय आहे, आता जसं मी म्हटलं नुसतं गणपती आहे म्हणून असं नाही बघितलं तो एक दिवस विरगळून बघितला आहा होतंय, मग मला हक्काने दुसऱ्यांना सांगता येतं ना व्यवस्थित कॉन्फिडेंटली की हे मी केलंय म्हणून मी सांगते असं. म्हणजे नीट व्यवस्थित विचार अ, म्हणजे बघून वगैरे तुम्ही निर अ, घ्या आणि आपल्याला काय आवडेल अशा भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत. मला निसर्गात म्हणजे हिरवळ खूप आवडते म्हणून मी त्या गोष्टीत पार्टिसिपेट केलं होतं. तुम्हाला जे आवडतं तुम्हाला कला आवडते, काही आवडतं तसं तुम्ही काही कशामध्ये पार्टिसिपेट करू शकता.
हं. हं. हो, हो. हो. बरोबर. हं. हं, हं. हां. बरोबर. हं. हं. हां. बरोबर आहे. अगदी खरं आहे. बरोबर. हं, हं.

आपण लहानपणानच शिकतो ना, की "झाडं लावा, झाडं जगवा" किंवा झाडाचं खूप महत्त्व आहे. झाडं तोडली जातात हे तर आपल्याला सगळीकडेच माहिती आहे. कॉ आपल्या अ, मुंबईसारख्या अ, शहरामध्ये वगैरे आपण बघतो, की पाऊस आला आणि सगळीकडे तुडुंब भरलंय, असा एखादा तो दिवस जो आहे ना आपला 26 जुलै मला वाटतं, बरोबर ना? त्या दिवशी एकदम सगळं भरून वगैरे गेलं. म्हणजे सगळीकडे काँक्रीट-काँक्रीट असं झालेलं आहे. मग अशा ठिकाणी आपल्याला जर थोडीफार झाडं अ, म्हणजे अ, मातीची जागा राहिली आणि ती व्यवस्थित अ, अ, अशी झाडांनी घट्ट नुसतं माती राहून चालत नाही ना, म्हणजे असं पाणी ती माती निघून जाते. मग एखादी माती राहण्यासाठी तिथे झाडं वगैरे असतील, तर ती माती पण राहते आणि पाणी पण शोषून घेतलं जातं. मग आपल्याला जो प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यामध्ये, ती पाणीटंचाई आहे वगैरे, मग असे प्रॉब्लेम येणार नाहीत ना? जर पाणी साठायला लागलं तर. ही चांगली गोष्ट आहे. मग जिथे-जिथे असं जमेल ना, तर गव्हर्नमेंट पण अशी मोहीम वगैरे राबवते, असं मी ऐकलंय, म्हणजे बी-एम-सी थ्रू वगैरे पण अशा गोष्टी होतात असं मी ऐकलंय. म्हणजे ते जागा देतात असं. मो बरेच संस्था असे करत असतात, प्रयो अ, म्हणजे काय म्हणतात ड्राईव्ह, ट्री प्लांटेशन ड्राईव्ह वगैरे असे काढतात आणि तुम्ही अशा संस्थांशी टचमध्ये राहिला की एकटीने गमतीने मजेशीर आपल्याला निसर्गाची सेवा करायला मिळते हो, सेवा काय म्हणजे काळजी घेता येईल. आपली आई आहे ना म्हणजे शेवटी ती. तिच्या आश्रयाखाली आपण हो, म्हणजे अ, चांगलं केलं तर तिचा गारवा भेटेल आणि असं केलं तर मग काँक्रिटायझेशन वगैरे जास्त, अति त्रास दिला की मग तिचा प्रकोपही तेवढाच भयंकर आहे. हो, हां.
बरोबर. हं. हो ना. हो. जुलै, हो. हो ना. हं, हं. हं. हो ना. हं. हां. बरोबर. हं. हो ना, हो ना. अच्छा. बरं. अरे वाह! हं, हं. सगळं करता येतं. हो, बरोबर. हो ना. प्रश्नच नाही आहे. किती छान सांगितलंत. <chuckles> खरंच! हो. हो ना. भो भोगतोच आहोत ना. आताही भोगतोच आहोत की. सीझन राहिलेले नाहीयेत. कधीही पाऊस पडतोय, कधीही ऊन हो, अ, पडतंय आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये काहीही घडतंय, काहीही होतंय. भो हो.
हो. केलं. घाम. हो, थंडीत घाम फुटतोय, गरमीत पाऊस पडतोय, पावसात अ, गरम होतंय, एकदम कधी-कधी काय चाललंय नक्की आपण जे काही शिकवत होतो हे-हे-हे महिने हे जे आहेत, ते पण मुलं पण बघत असतील आपल्याकडे, ए कुठेय? पाऊस कसा आला? <chuckles>
खरंच. विचित्र झालंय च पण. हो. ते काही राहिलंच नाहीये म्हणजे. हो आणि कारणीभूत आपणच आहोत कुठेतरी, ह्या गोष्टीला.
त्यांना काय उत्तर देणार चिमुकल्यांना आता? <chuckles>
हो आणि मग अ, आणखीन असं काही तुम्ही केलत का म्हणजे झाडं लावणं हे झालंच म्हणजे ट्री प्लांटेशन? तर
झाडं लावली ना, ते पण एक महत्त्वाचा म्हणजे हा एक प्रकार झाला. मग ती झाडं, पुढे काय झालं त्या जागेचं? हा पण एक प्रश्न होता. म्हणजे असं नाही ना, झाडं लावली आणि म्हणजे त्याची निगा वगैरे कोण राखतंय ह्याचा काही मला अंदाज नव्हता. पण मला एक 4 वर्षानंतर वगैरे कोणी त्याच अ, ग्रुप मधल्यांनी नंतर क फोटो शेअर केला, हे बघा आपण हे केलं होतं ना, इथे छान-छान झ झाडं मोठी-मोठी आलीये, फळं आलीयेत वगैरे, म्हणजे असं छान वाटलं ना, अरे वाह! म्हणजे त्या वेळेला वाटलं, अरे काय होईल की नाही काय माहिती आणि किती सा फरक पडेल वगैरे. पण ते तो फोटो बघितल्यावरती एवढं बरं वाटलं. अरे वाह! बरं झालं त्या दिवशी आणि एक मनाला समाधान वाटलं, एक वेगळंच समाधान वाटलं. <chuckles>
बरोबर. हो ना. बरं, बरं. अरे वाह! किती छान. हो ना. पडेल, बरोबर आहे. <laughs> खरंच, खरंच, खरंच.